हो, म्हणजे आमच्या कॉलनीत एक राहायला आले होते. म्हणजे एक फॅमिली होती. ती म्हणजे जरा अशी अ, कमी बोलायची. म्हणजे कोणाशी बोलणं नाही, काही नाही. मग हां, दुनियेत असायची. मग मी म्हटलं तुम्ही या एरियात या नवीन आलात का? अ, मग त्या काकांना विचारलं काकूंना, ते हो, एवढं मोघमच उत्तर देत होते, पण मी त्यांना जरा मी
हां. स्वतःचेच दुनियेत असल्यासारखे. <chuckles> म्हणजे जेवढा प्रश्न विचारला, तेवढ्याच उत्तर द्यायचं आणि बसायचं मग. <chuckles> हां.
हो, हो. पण मी त्यांना मग हळूहळू करत थोडंसं म्हणजे त्यांना म्हणजे फॅमिलिअर केलं थोडं, त्यांना आरामशीर वाटू दिलं. मग मी त्यांना हळूहळू विचारायला लागले. म्हणजे किती जण आहात तुम्ही? काय म्हणजे नवीन आहात का या ठिकाणी? काय तुम्हाला मदत वगैरे लागली तर सांगा काका नक्की. मग ते मग जरा थोडे खुलले हळूहळू. की मी एवढी विचारती आहे, एवढा आधार आहे म्हणजे आ आधार आहे, असं कोण त्यांना वाटलं हां. काळजीने विचारतंय कोणतरी म्हणून मग त्यांनी सांगितलं, नाही फक्त मला पाण्याची व्यवस्था करून दिलीस तर बरं होईल. मग मी त्यांना ते बोरची वगैरे व्यवस्था करून दिली. मग ब अ, बो बोरला वगैरे फोन लावला कंपनीला. मग त्यांचं बोरिंग वगैरे ते करून दिलं. मग त्यांनी तिथे म्हणजे त्यांनी घर घेतलं होतं. त्यांच्या तिथे त्यांनी बोरिंग वार मारलं आणि मोटरनी पाणी वगैरे येतं त्यांना आता. म्हणजे मत
हं, हं, हं. हां, हां. बरोबर आहे की. काळजी आहे म्हण हं. हां, हां. म्हणजे हां, म्हणजे तुमच्या कशा पद्धतीचा व्यवहार आहे, तश्या पद्धतीने पुढचा माणूससुद्धा बदलतो, म्हणता येईल म्हणजे थोडक्यात.
बदलतो, बदलतो. हां, मग त्यांनी ती खूप जाण ठेवली. आणि ते कायम मग हॅलो हाय हाऊ आर यू? करत असतात माझ्या बाबतीत. नाही, हां.
<chuckles> नक्कीच. म्हणजे आधी बोलते नव्हते, पण नंतर ह्या गोष्टीनंतर बोलते झाले म्हणता येतील.
हो. म्हणजे बोलतात असे जाता येता, अच्छा, बरं आहे का वगैरे? अशी खुशाली विचारत असतात. असं म्हणजे
हं. खरंय. अ, खरंय, खरंय म्हणजे तुमच्याबरोबर बोलून म्हणजे खरंच कळालं, की नवीन माणसांची मैत्री करताना, मैत्री कशा पद्धतीने करावी. कोणत्या गोष्टी आणि महिला म्हणून तर थोडक्यात म्हणजे ह्या गोष्टीच जास्त लक्ष ठेवलं पाहिजे, की मैत्री करतांना एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्या गोष्टी बघाव्यात, की बाबा तो मैत्री करण्यायोग्य आहे ह्या गोष्टी लक्षात येतील. म्हणजे ही बरीच माहिती मिळाली म्हणता येईल मला. नक्कीच आपण पुन्हा भेटूयात.
हो. हो. हो. नक्कीच, नक्कीच. हो. <chuckles> मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर धन्यवाद, धन्यवाद.
नक्की. धन्यवाद. हं.